नाही, मी म्हणेल म्हणजे आधीच्या काळामध्ये जसं पाहायचो ना आम्ही एकत्र सगळे मिळूनब बसून, तर आजच्या काळामध्ये तसं पॉसिबलच नाही म्हणजे होतच नाही सहजा समजा. एखाद्या वेळेस झालं तर झालं म्हणजे गॅदरिंग वगैरे करून किंवा अ, हे करून. पण त्यामध्येही आम्ही म्हणजे एकत्र वैयक्तिक म्हणतोय मी ऑनलाईन आम्ही कसं करतो अ, शेअर करू शकतो, स्क्रीन कधी-कधी समजा पुढचा माझा भाऊ वगैरे फ्री असेल, तर आम्ही काय करतो माहिती आहे का? अ, Netflix दोन्हीकडं अ, जॉइन करायचं आणि स्क्रीन शेअर करायची आणि एक ॲट अ, टाईम त्यामध्ये आपण बघू शकतो आणि व्हॉईस चॅटिंग वगैरे पण करू शकतो त्यामध्ये नाही का, "अरे मस्त चालू आहे." तर असं आम्ही करतो म्हणजे डिजिटली अ, ऑ ऑनलाईन गॅदरिंग म्हणा किंवा फॅमिली टाईम ऑनलाईन आहे. कारण की तो दुसऱ्या शहरात राहतो आणि मी दुसऱ्या शहरात. पण आधीच्या काळातलं कसं होतं, भावनिकरित्या आपण जोडून राहायचो, हसी खेळायचो, म्हणजे अ, शोमध्ये जर एखादा सीन आला तर, अ, मिळून मिसळून हसायचो नाही का. तसं कुठेतरी रडायचो. म्हणजे एक अ, हे झालाय ना कुठेतरी ते हं भावनिकरित्या दुरावले गेलोत आपण.
बरं. हो. बरोबर. हं, हं. हं. बरोबर. हां. बघू शकतो आपण. बरोबर. हो. नक्कीच. बरोबर. अरे वाह! बरोबर. मग आता जो हं. रडायचो देखील. <chuckles> असं पण व्हायचं. बरोबर. इमोशनल. बरोबर. मग बिंज वॉचिंग आता हा बिंज वॉचिंगचा शब्द आहे, तो सगळ्यांनाच एकदम परिचित झालाय. तर मग तुम्ही असं करता का, की म्हणजे घरी किंवा अ कोणीही, किंवा तुम्ही देखील, असं पहिल्यांदा एका रात्रीतच संपूर्ण सीरीज बघता. आणि मग अ, अशा सवयी तुम्हाला लागल्या आहेत का? मग या सवयींमध्ये तुम्हाला असं का, म्हणजे अशा सवयी तुम्ही का हे केलेल्या आहेत?
हं, बरोबर. अरे बापरे! हां. <chuckles>

आणि हे एक अ, असा अनुभव होता, तेव्हा टाईम टू टाईम जे शो यायचे ना, मी म्हणेल त्याचं महत्व काहीतरी वेगळंच होतं कारण की अ, त्या काळातल्या अ‍ॅड्स जरी यायच्या ना, मध्ये म्हणजे शो च्या मध्ये अ‍ॅड वगैरे यायच्या बघा, त्या पण म्हणजे असं कंटेंटच वाटायचा आम्हाला. अ, उदाहरण द्यायचं झालं हां, एकदम, आणि उदाहरण द्यायचं झालं अ‍ॅडच, तर अ, "लिज्जत पापडची" यायची. "कुरुम कुर लिज्जत पापड." हां, तर ही एक अ‍ॅड यायची. अ, मग अ, दुसरी आणखीन अ, निरमाची एक यायची.
हं. नक्की. हो, त्या पण खूप मस्त होत्या. हो. नक्कीच आणि क्वालिटी कंटेंट एकदम. हो, हो. मस्तच होती. हां, हां. लिज्जत पापड. <chuckles> छान होती. बरोबर. रसना रसनाची पण यायची, रसना आठवतंय का? Maggiची असायची.
हां, रसना यायची आणि अ, निरमाची. वॉशिंग पावडर निरमा, वॉशिंग पावडर निरमा तर हे अ‍ॅड आपल्याला पाठच झाल्या होत्या नाही का, अशा खूप म्हणजे म्हणतो आपण लेजेंडरी अ‍ॅड्स आजकाल म्हणतात जे आजच्या काळामध्ये नाही का, तर अ
हं, पावडर हो. <chuckles> हो, हो, हो. नक्कीच. लेजेंडरी नाही, खरंच एकदम लेजेंडरी अ‍ॅड आहे.
हं, आणि त्या काळाचा कंटेंट मी म्हणेल खूप वेगळा होता आणि अपॉइंटमेंट टीव्ही म्हणजे शेड्यूल्ड अ, असायचे ना, सगळे शो आपल्याला माहिती आहे फक्त ह्या वेळेलाच येणार आणि 1 ॲपिसोड बघितला की तो संपून जायचा. अ, आणि अशा खूप चांगल्या शोज मधला अ, मेन्शन करायचं झालं, तर रामायण पाहायचो आपण फॅमिलीसोबत बसून, महाभारत पहायचो.
हो. हं. बरोबर. हो ना, आणि ती म्युझिक. हो.
आणि कोणते शो होते, आता आईचे म्हणजे घरगुती वगैरे शो पण असायचे खूप सारे एक "दामिनी" एक हां, सह्याद्री चॅनेलवर मराठीवर, तिसरा डोळा एक होता. अगदी बरोबर, आणखीन अ, कोणतं होतं?
"दामिनी" पण होतं तेव्हा, तिसरा डोळा, तिसरा डोळा होतं. "आमची माती, आमची माणसं" होतं.
हां आणि "चालता बोलता" एक होतं बघा, म्हणजे त्याला कॉइन द्यायचे
खूप "चालता बोलता होतं." ₹5चं मिळत आहे चांदीचं नाणं हे होतं त्याच्यात.
हां, अगदी बरोबर, अ, कधी-कधी मग चांदीचं नसलं, तर ते सोन्याचं नाणं पण आणायचं नाही का, आज काहीतरी वेगळं आहे, आज सोन्याचं नाणं वेगळं.
हो, हो. बरोबर, खूप मजा यायची आणि ते प्रश्न पण हो, हो, हो.